अरे बापरे! खूपच अवघड आहे.
आणि त्याच्या पाठीमागे कुठलातरी त्याच्या पाठीमागे कुठलातरी प्राणी लागलेला. तो प्राणी काय कोणाला बघायला भेटला नाही. पण ते काळवीट जेव्हा अ, पळाला ना त्याला बघितलं सगळ्यांनी अन् तर ते त्या बोनफायरमध्ये त्यांना ते पाय टाकले आणि ते सगळे ते विस्तू अंगावर सगळे ज्याच्या त्याच्या अंगावर उडाले.
खूपच हं. <laughs> अ, डेंजरस आहे. अ, मग?
आणि त्याच्या पाठीमागे एक तो प्राणी गेला.
हं, हं, हं.
अन् तो गेल्याच्या नंतर जी सगळ्यांची हालत झाली खराब.
हं. अरे, बापरे!
सगळे एकदम घाबरून गेले की बाबा त्याच्या तो ठीक आहे तो काळवीट होता. तो गेला पण नेमकं त्याच्या पाठीमागे कोण गेला?
<laughs> मागचा कोण आहे? <laughs> खूपच अवघड परिस्थिती झाली. हं, मग काय झालं पुढं?
आणि तो परत आला तर काय करायचं? ते 3 टेंट ते 3 टेंट बांधायचे राहून गेले ते 2 टेंट आम्ही तसेच सोडून दिले त्यातलं सामान घेतलं आम्ही आणि आम्ही पुन्हा खालच्या खाली चालायला सुरुवात केली नदीच्या दिशेनं.
हं, हं. हं, हं. हां, हां. अच्छा. हां, हां, मग? हं.
नदीच्या दिशेनं चालायला सुरुवात केली मग थोडंसं आम्ही नदीजवळ येऊन पूर्ण रात्र तशीच काढली आम्ही. आता आम्हाला प्रश्न पडला की आता ती बोट आपल्याला घ्यायला स आपण तर बोटीला
हं, हं.
त सांगितलं होतं, की आम्हाला नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी सांगितलं ना, तिसऱ्या दिवशी सांगितलेलं दुपारी घ्यायला यायचं अन् तो पहिलीच रात्र होती. आमची पहिल्याच रात्री असं झाल्यामुळे आम्ही ते डोंगर उतरून खाली चालत आलो.
सकाळी सांगितले. हं, हं. अरे, बापरे! हो. <laughs> हां, हां, हां.
आम्ही मग आता काय करणार? वाट पाहत आम्ही बसलो की बाबा एखाद्या परत कोणत्या ग्रुपला सोडायला आली, काही आली बोट तर आपण त्या बोटीने परत जाऊ म्हणून.
हो, हो, हो. मग?
मग काय झालं ना, एक मुंबईवरून एक कॉलेजची ट्रिप आलेली होती. तर ते सुद्धा ट्रॅकिंगसाठी आले होते. मग ते भेटले आम्हाला. मग त्यांना घेण्यासाठी ती बोट आली.
अरे वाह! छान, छान. हं, हं. हं, हं, हं.
मग त्या बोटीने काहीतरी 3-4 अ, फेरी मारल्यात. ते पूर्ण कॉलेजचा ग्रुपच होता फार मोठा.
हं, हं. हो, हो, हो.
मग आम्ही आम्हीही त्याच्यामध्ये बसून परत गेलो आणि परत गेल्याच्यानंतर मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेलो आम्ही. मग ते म्हणाले, तुमची तर 3 दिवसाची परमिशन होती. 2च दिवसात वापीस? नाही, नाही, झाली आता हौस झाली म्हटलं. अन् ते 2 टेंट म्हटले ते जंगलातच आहे तुमच्या. मग त्याचे पैसे-वसे त्यांनी घेऊन घेतले आमच्याकडून.
हं, हं. <laughs> एक ह्या ह्याच्या ह्याच्यात. हं, हं. जास्त घेतलेत का? अ, अच्छा, अच्छा. तर मग म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं की आणि मग तुम्ही ते बोनफायर करताना तारे वगैरे, शांतता याचा कसा अनुभव आला ते थोडं सांगा ना? त्याच्या पूर्वी समजा ते काळविट्याच्या पूर्वीचा काय अनुभव होता?
हं. त्यात ती संध्याकाळची होती ना. सूर्यास्त झाला समजा, एकदम संध्याकाळ थोडीशी, एकदम शांत हवा शांत हवा. एकदम असं काही पोल्युशन, नॉईज पोल्युशन नाही, काहीच नाही. आणि मग अ, आकाशामध्ये जेव्हा ती रात्र झाली तेव्हा ते चंद्र-तारे एवढे दिसायला लागलेत ना, की खरंच आपल्याला सिटीत राहून बघायलाच भेटत नाही.
<laughs> हां, हां. हं, हं. हां, हां. हं, हं, हं, हं. हं. अरे वाह! हां, सिटीतून अच्छा. म्हणजे ते तिथं ना
ब पहायलाच कारण ते एवढं पोल्युशन असतं.

मग ते, म्हणजे त्यावेळेस मजेत असतील, किंवा ड्रिंक वगैरे केल्यामुळे काही कळालं नसेल काय काय होतं काय? <laughs> अच्छा.
मी काय सांगेल. <chuckles> काय सांगितलं आणि तो जेव्हा काळवीट पळाला ना, तो त्या त्या शेकोटीवर त्या त्याच्यावर आग पाय देऊन पळाला तो. च तो एवढा फास्ट पळाला एवढा फास्ट पळाला आणि ते सगळे वस्तू इकडे-तिकडं कोणाच्या अंगावर, कोणाच्या कुठे ते <chuckles>
अच्छा. हं, हं. हं, हं. <laughs> ते तुमचं बॉनफायरच झाला मग तिथ पक्का. <laughs>
बॉनफायर आणि नंतर दुसरा प्राणी तो गेला, तो एवढा विचित्र आवाज झाला तो सगळा म्हणजे सेकंड, विदिन सेकंडमध्ये काय घडलं अन काय झालं, म्हणजे सगळे घाबरले एकदम. 10 जण घाबरले.
हां, हं. हं, हं. आवाज वगैरे, ते आवाज वगैरे करत पळाला होता काही प्राणी तो?
हां, तो काळवीट तसा आवाज तर येतच होता तो, पळत आला ना, थोडासा हां, तो पायांचा थोडासा. पण तो जेव्हा पळाला ना ते आता ते काळवीट ओरडला का, तो मागचा प्राणी ओरडला ते तेही सांगता येत नाही ॲक्च्युअली, की काय झालं काय. पण ते विथिन सेकंडचा जो काहीतरी खेळ होता तो, त्याच्यामधून एवढी गंमत घडली सगळी, 10 च्या, 10 जण घाबरले. घरी एकतर परत जायचं म्हटलं, तर आता म्हणलं आता सगळे हसतील, तर असा किस्सा कोणाला सांगू नका म्हणलं ऑफिसमध्ये.
येतोच पायाचा, हां. हं, हं. <laughs> अरे, बापरे! हं, हं. अच्छा, अच्छा. हो. बरं झालं बरं झालं.
कारण ते फॉरेस्ट डिपार्टमेंटवालेच एवढे हसायला लागले. कारण, की जाताना आमचा जो जोश होता ना, आमच्या मोठ्या-मोठ्या गप्पा होत्या आमच्या, सगळ्या त्यालाही कळलं होतं, की जाऊ द्या त्यांना एकदा. मग यांना कळालं, की काय आहे म्हणून त्यानं सांगित त्यांना सांगितलं होतं, "अरे म्हणे 1 दिवसाचं यान, परत तुम्हाला असं वाटलं ना म्हणे, त्याच्यानंतर मग परत, यान परत परत घ्या म्हणे." "नाही-नाही आम्हाला राहायचं आहे म्हणलं, काय होतं म्हणलं जंगलामध्ये काहीच होत नाही म्हणलं." असं-तसं हे म्हणलं. "ठीक आहे घ्या, करा हौस पूर्ण." <chuckles>
हं, हं त्यांनी हां, हां. हां, हां. तिथ समजल तो. <laughs> हं, हं. 2 दिवस थांबा. हं, हं. हां, हां. घ्या. <laughs> आणि त्यावेळेस तुमची हौसच पूर्ण झाली असं झालं. तर अ, खूप छान आणि खूप मजेदार अ, मजा वाटली तुमच्या या सर्व गोष्टी मी अ, तुम्ही ज्या सांगितल्या त्या. तुमच्या कॅम्पिंगच्या रात्रीच्या आठवणी आणि खूप मजेशीर होत्या अगदी. आणि खूप चांगलं वाटलं मला तुमच्याशी बोलून. खूप खूप धन्यवाद तुमचे.
हो, नक्कीच. मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि पुन्हा बोलायला आवडेल. धन्यवाद तुमचा.